अरे वाह! खूप छान. म्हणजे एकंदरीत म्हणायला लागेल की सोशल मीडियाने तुम्हाला नक्कीच नवीन फॅशन लूक दिला आहे आणि नवीन नक्कीच आणि खरंच मला खूप छान वाटतंय की तुम्ही तो फॅशन लूक पण फॉलो करताय आणि एकंदरीत तुम्हाला देखील ते अ, म्हणजे ट्रेंडी जीन्स म्हणू शकतात किंवा जे आता हां. तर तुम्ही त्या फॉलो देखील करताहेत. तर खरंच अ, मला खूप छान वाटलं इतक्या महत्वाच्या विषयावर आपण चर्चा केली. आणि मला तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं तर आपण नक्की
हं, हं. हं, दिला आहे. येस. येस, येस, येस, येस, येस. भरपूर काही गोष्टी. येस, येस. हं. मलाही छान वाटलं. नक्कीच पुन्हा आपण कुठल्यातरी विषयावर बोलूया. छान वाटलं. धन्यवाद. हो.
हो, हो. नक्कीच धन्यवाद.

नक्कीच, नक्कीच. मग तुमचं असं झालंय का की सोशल मीडियावर बघा ना आपण बघतो की जे ट्रेंड्स असतात ते खूप पटकन बदलतात. मग तुम्ही असा कोणता ट्रेंड्स फॉलो केलाय का? आणखी तुम्ही तुम्ही स्वतःची स्टाईल फॉलो करता नेहमी? की असं काय उदाहरण असेल तर सांगा.
हं, हं. हं, हं. हं, हं, हं. नाही नाही. नाही, नाही. भरपूर बघा काय माहिती आहे का, की अ, आता बघा आधी बैलगाड्या होत्या, हे ना? त्याच्यानंतर सायकल आली तर मग आता आपण पण बैलगाडीवर चालत नाही. आपण असं आता आपल्याकडे सायकल आली, बाईक आली, कार आली तर आपण कारमध्ये फिरायला लागलो. तर म्हणजे आपण ट्रेंडला फॉलोच करत आलोय ना.
हो ना. बरोबर. बरोबर. हो. नक्कीच.

बरोबर.
म्हणजे तुमची तुम्हाला बघून तो प्रोफेशनल बिहेवियर करायला लागतो. जर मी असं एखादी चड्डी वगैरे आणि असचं टी-शर्ट वगैरे घालून गेलो ना, तर असं कोणालाही वाटेल की "हां, चला," त्यांचं बिहेवियर पण तसं होतं.
नक्कीच, नक्की. नक्कीच. बरं. म्हणजे लोक एकंदरीत आपल्या कपड्यांवरून आपल्याला आपलं व्यक्तिमत्व बघतात. असं आहे.
अ, हो, हो, हो, हो, अगदी. अगदी तसंच अ, आपण समजू. कारण की काय होतं ना की आपण कुठेही जा, एखादा व्यक्ती जर छान कपडे घालतो ना, तर त्याच्या त्या व्यक्तीला बघण्याचा आपला दृष्टिकोन थोडा वेगळा असतो. आणि एखाद्याचे कपडे जर बरोबर नसले ना, तर मग आपण आपल्याला असं वाटतं की, "नाही यार, हा प्रेझेंटेबल नाहीये." असं आहे. तर मग
बरो हं. नक्कीच. बरोबर, नक्कीच. म्हणजे ही गोष्ट खूप मॅटर करते प्रेझेंटेबल जे असणं आपलं.
प्रेझेंटेबल राहणं खूप मॅटर करतं. आणि आता तर कसं आहे ना की बघा ना, आपल्या अवती-भवती जे लोकं आहेत अ, आधी कसं होतं ना, की आधी तशी लोक छान-छान कपडे नाही घालायचे. आता प्रत्येक व्यक्ती खूप छान राहतो आणि स्वतःला खूप छान ठेवतो आणि तसंच आहे, की आता अ, कसं झालंय बघा की मला जर पार्टीला जायचं आहे, तर माझे पार्टीचे कपडे वेगळे आहेत. मला जर एखाद्या अ, लग्नाला किंवा एखाद्या एंगेजमेंटला जायचं आहे, तर मला तिथे घालणारे माझे कपडे वेगळे असतील आणि मग त्यानंतर आहे ना, जर सपोज मला असंच घरचा काहीतरी छोटाचा फंक्शन आहे, तर ते कपडे वेगळे असतील. तर आधी तर तसं नव्हतं आपल्याला माहिती आहे. आधी आपल्याकडे एक छोटंसं कपाट असायचं, त्याच्यामध्ये आपले सगळे कपडे असायचे. आणि सगळ्या गोष्टींसाठी एकच, फक्त एवढं माहिती होतं की दिवाळी आली, तर नवीन कपडे घालायचे. पण आता तसं नाहीये.
हं. बरोबर. हो ना. बरोबर. अरे वाह! हां. बरोबर. आता सगळं बदललंय आणि सोशल मीडियावर कळत देखील की कुठला ट्रेंड आलाय. आणि मग त्यानुसार लोक फॉलो करतात त्या इन्फ्लुएन्सरला किंवा त्या ट्रेंडला. हं.
हं. तर आप आ आता तुम्ही बघा ना की अ, तु कसं तुम्ही बोललात, की आता ते लोक जे कपडे घालताहेत, तर आपल्याला आहे ना, थोडं समजून पण येतं ना, "अच्छा, आपण असं पण घालू शकतो." म्हणजे ह्यांनी आता ज्या कलरचे कपडे घातले आहे. आता ब अ, एक मी मुलगा म्हणून जर बघेल, तर मला असं कधी-कधी असं वाटतं की "यार, हे कॉम्बिनेशन पण घालू शकतो, व्हाईट शर्टवर ब्लू कलरची पण आपण जीन्स घालू शकतो किंवा ग्रीन कलरची पण जीन्स घालू शकतो." तुम्हाला कॅरी करायला आलं पाहिजे. तर सोशल मीडिया आपल्याला जो आहे ना, त्यांच्यातून लोक आता सेलिब्रिटी आहेत भरपूर. सेलिब्रिटी सु सुद्धा सोशल मीडियावर आता ते लोक किती-किती ॲड्स करतात. तर प्रत्येक ॲडमध्ये त्यांचे कपडे आता हृतिकला जर सपोज एक Mountain Dewची ॲड करायची आहे. तर तो जॅकेट वगैरे घालून त्यांचे जे कपडे असतात, ते खूप छान वाटतं ना, की मग आपल्याला असं होतं एक बायकर आहे बाइकिंगची ॲड करायची असेल, तर त्याचे ते तसे तर ते तसे कपडे घालतात. तर ह्या गोष्टी आपल्याला खूप छान पद्धतीने समजतात. सोशल मीडियाचा जर चांगला वापर केला, तर आपल्याला छान-छान गोष्टी समजतात.
हां. बरोबर, बरोबर. नक्कीच. हो. नक्कीच. अरे वाह! नक्की. हं. बरोबर. हो ना. हां. हं. तर ते तसे कपडे. हो, ॲट नक्कीच.